आम्ही अ, अ, ट्रॅकिंगवरती गेलो होतो आणि त्यानंतर आमचा असा विचार होता की आम्ही अ, कॅम्प फायरला जा कॅम्प फायर करावं. तर कॅम्प फायर म्हणजे त त्या रात्रीच्या खूप आठवणी असतात आणि खूप मजा करतो आपण, गाणे म्हणतो, बसतो, जेवण करतो त्या कॅम्प बाजूला आणि तशा प्रकारचा कॅम्प फायर मी केला होता. अ, मला फिरण्याची खूप आवड होती आणि आमच्या आजू-बाजूला खूप जास्त डोंगरं आहेत. आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना, त्या ठिकाणी. तर अ, मी ट्रॅकिंगसाठी मी पाहत होतो की मला ट्रॅकिंग करायची होती. भरपूर दिवसापासून माझी इच्छा होती. तर मला एक ट्रॅकिंगचा ग्रुप भेटला, की जो ट्रॅकिंग करतो आणि काय त्याची नॉमिनल फी होती 500-600
हं, हं. हो का? हं. हो का? अच्छा. म्हणजे त्या लोकांसोबत तुम्ही गेले होते का? ट्रॅकिंग करतात ते. हो का?
आणि ते हो, हो. कॅम्प फायरसाठी. हो, हो. आणि ती मजाच काही वेगळी म्हणजे त्यांनी त्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था करतात. आणि आपल्याला फक्त इन्व्हॉल्व व्हायचं राहतं. मग असं, होतं की रात्रीचं जाऊन आम्ही काय करणार, तिथं कॅम्प टाकणार, कॅम्प राहणार आणि तिथं आउट म्हणजे आपण हे करणार कॅम्प फायर करणार वगैरे. अं, तर
हं, हं. हो का? म्हणजे तुम्ही एकटे गेले होते मग अ, जे अ, होती ती टीम तुमची तिच्यासोबत आणि मग तुमचे मित्र वगैरे पण होते का, फक्त तुम्ही त्या लोकांसोबत गेले होते?
नाही-नाही. माझे मित्रपण होते. माझे 3-4 मित्र होते आणि त्यांनी, मी ठरवलं की चांगली मजा करायची म्हणून. आणि हो. आणि मग तो पहिलाच क्षण म्हणजे पहिलाच अ, म्हणजे आम्ही मी त्या पहिल्या कधीच गेलो नाही की कॅम्प फायर काय असतो आणि कॅम्पिंग काय राहते रात्रीची, नाईट आणि कॅम्प फायर हा रात्रीचाच असतो ना? हं, हं, हं, हं.
हो का? अरे वाह! अरे बापरे! हो का? हो का? बरोबर. म्हणजे बघा ना पहिला अनुभव होता तुमचा?
हो. अगदी पहिला अनुभव होता तो.
अरे बापरे! किती मजा आली असेल मग सांगा ना, काय-काय केलं? त्या रात्री काय-काय झालं? गप्पा, गाणी, गोष्टी, खाण्या-पिण्याच्या पदार्थांची ओढ, ती मग आग पेटते तेव्हा तुमच्या भावना, मला सगळं सांगा काय मज्जा केली तुम्ही?
हं.

हे टाकलं काय म्हणतो, अ, रॉक त्याच्याकडे पेट्रोल होतं का डीझेल होतं काय माहित नाही, पण त्यांनी ते टाकलं त्याच्यावरती. मला वाटतं डीझेलच होतं डीझेल टाकलं आणि मग, ते कॅम्प फायर चालू व्हायला हळू-हळू सुरुवात झाली. आणि मी म्हणतो ना, असा एवढा उत्साह. एवढ्या थंडीमध्ये आता सगळेजण ते कुडकुडत बसलेले आता त्यांना गरमी होईल. अशा प्रकारची आशा इथं जागृत झाली बरं आणि खूप खुश सगळे. कोणी पाह म्हणजे मला तर वाटतं बहुतेक लोकांसाठी तो नवीनच होते. कुणी घरचे लोकं घेऊन आले होते, कुणी मित्र-मैत्रिणी होते. आणि सगळे लोकं अगदी खूप खुश होते आणि अ, त्याच्यामध्ये त्यांनी एक मोठा स्पीकर आणला होता गाण्याचा आणि ते स्पीकर पण त्यांनी चालू केला त्यावेळेस आणि म्हणे आपण आता याच्यानंतर खूप अ, काहीतरी गेम खेळणार आहोत बरं भारी-भारी पण आता हा कॅम्प फायर एकदा चालू होऊ द्या. आणि मला तिथं रिंगणात बसवला. जो आम्ही मित्र जे-जे ओळखीचे आहेत ते सगळे-सगळे एकत्र बसले काही आणि ते कॅम्प फायर फायरकडे आम्ही अगदी पाहतच होतो. त्याने ते डीझेल टाकायचा, चालू करायचा आणि त्याच्यापासून आहे ना असा तो जाळ उठायचा ना, तर खूप छान वाटायचं आणि त्याच्या अशा ठिणग्या थोड्या-थोड्याना बस्ट व्हायच्या त्या ठिणग्या अशा वरती जायच्या ना आपण पाहतो ना ठिणग्या हं. हं, हं, हं. तर आम्हाला ते
हं, हं. अरे वाह! <chuckles> हो. खरंच ना. हं, हं. हो का? बरोबर. किती मस्त. हं, हं. बरोबर. किती छान हो हो नक्कीच, नक्कीच. बघतोना, मग ते कॅम्प फायरच हो. किती छान ते ठिणग्या वगैरे तुम्ही पूर्ण तिथं आनंदच-आनंद एन्जॉय केला. मग मला असं सांगा ना, जेव्हा ते कॅम्प फायरच्या प्रत्येक घटकाच्या, तुमच्या आयुष्यामध्ये काही अर्थ आहे का हो? मग तिथले कोणते लोकं होते ती कोणती एखादी खास घटना ठरली, जे तुम्हाला आजही आठवते?
हं, हं. हं. हं, हं.